हां, नॅचरल पायनॅपल कसं रफ असतं, म्हणजे ते चावायला किंवा थोडेसे काटे वगैरे लागू शकतात किंवा हे अ, आंबट असतं कधी-कधी असं होतं, पण त्याचा जो बेसिक फ्लेवर आहे ना, तो एसेन्समध्ये असा कलेक्ट केलेला असतो आणि तो असा वेगळा फ्लेवर मग त्या शिऱ्याला लागतो, म्हणजे ना, की पूर्ण असं पायनॅपल टाकायची गरज आहे, तुम्ही एसेन्स सुद्धा टाकून करू शकता आणि आता कलर कृत्रिम कलर वगैरे टाकतात मग त्याच्यामध्ये मी अ, कलर पण टाकते, म्हणजे कोणाला असं येलो कलर आवडतो तर अ, कोणाला थोडंसं लाईट ऑरेंज घालायचं त्याच्यामध्ये, तर अ, तसं पण बनवू शकतो किंवा ब्राउनिश असं थोडंसं असतं ना, त्याच्यामध्ये तर त्या ते पण घालू शकतो आणि एक अ, सिक्रेट म्हणजे अ, तुम्ही कोको पावडर वगैरे पण घालू शकता शिऱ्यामध्ये.
बरं. हां. हं. हं. बरं. हं, हं. बरं. हं, हं. बरं. हं. अरे वाह! मग त्यांनी कशी चव येते, तुम्ही कधी केलाय का तसं?
हो, हो, चॉकलेट फ्लेवर येतो त्याला चॉकलेट शिरा म्हणतात ना, तसं होतं ते, हां. मग तसा मी केलेलं म्हणजे माझ्या मुलीला बेसिकली चॉकलेट खूप आवडतात ना
अरे वाह! खूप छान. अच्छा मग तुम्ही ते शिऱ्यामधून देता त्यांना असं आहे.
हो, हो. चॉकलेट शिरा म्हणून असं करून देते तिला. म्हणजे असं चॉकलेट खायचं समाधान मिळून मिळतं आणि पौष्टिक गोष्टी तुझ्या म्हणजे काहीतरी पोटात जातात. त्यामुळे मग मी कोको पावडर वगैरे युज करते त्याच्यामध्ये.
अरे छान. अरे वाह! खूप छान. म्हणजे तुम्ही एकंदरीत खूप छान ट्रिक्स पण सांगितलात की तुम्ही त्याच्यामध्ये अ, काय टाकलंत, सांगितलंत मगाशी तर या गोष्टी तुम्ही टाकतात आणि एकदम असं छान म्हणतात ना, एक चव येते त्या शिऱ्याला. लवंग तुम्ही टाकता त्याच्यामध्ये म्हणालात. हां, मग ते लवंग
हां. हो वेगळा फ्लेवर असतो. हो, लवंग पण टाकते त्यानी पण वेगळा फ्लेवर येतो.
अरे वाह! मग तेच असं वेगवेगळ्या तुम्ही ट्रिक्स पण सांगितलं आणि ती वेगळीच चव त्या अ, रेसिपीला येते तर खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि नक्कीच आपण परत
मला सुद्धा खूप छान वाटलं आणि नक्की तुम्ही शिऱ्याची रेसिपी ट्राय करा असं म्हणणं आहे मी.
नक्कीच, नक्कीच. खरंच मला खूप आवडेल हे करायला. कारण मी पहिल्यांदाच ऐकलं ही गोष्ट म्हणजे लवंग पण आपण टाकू शकतो. अ, आणि तुम्ही सांगितलं कोको पावडर टाकूनदेखील एक छान प्रकारे शिरा बनतो. ते पण मला खूप छान वाटलं एकूण आणि खरंच म्हणजे लहान मुलांना आवडू शकते ही गोष्ट आणि
हो, हो. हो, हो. हां, आवडू शकते म्हणजे चॉकलेट किंवा आपला स्वीट केक आहे वगैरे असं त्यातनं भा भास होऊ शकतो त्यांना मग असा केकचाच वेगळा प्रकार म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता असं मला वाटतं.
बरोबर. नक अरे, खरंच एकदम छान वाटलं मला आणि कमी साखर किंवा म्हणजे जे प अ, पदार्थ म्हणा किंवा जे तुम्ही सांगितलंत अ, फळं पण तुम्ही टाकता, अंजीर टाकता. एकंदरीत खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि आपण नक्कीच परत भेटू धन्यवाद.
हो. हो, हो, हो.